हे काही आजकाल होत नाही. आजकाल जे आहे ना, संध्याकाळी
हं.
मध्यंतरी होतं, जेव्हा शिवाजी महाराजांचे बरेचसे सीरियल्स चालू होत्या. शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या. आता त्यानंतर ज्या आहेत, देवी-देवतांच्या सीरियल्स 7:00 वाजेच्या दरम्यान सुरू असतात.
बरोबर, हो. हं. हो. आणि आजकाल खूप जास्त पण आलेल्या आहेत या टीव्हीवर. म्हणजे मी बघितलं मराठी चॅनेलवर तुम्हाला असं काही जाणवलंय का? खूपच जास्त देवांच्या म्हणजे ते स्वामी समर्थांच्या आहेत, तुळजाभवानी आहेत.
खूप सर्रास मराठी चॅनेलवर सगळे सगळं स्वामी समर्थ आहे, तुळजाभवानी आहे. त्याच्यानंतर अ, तुम्ही पाहाल तर अ, शेगावीचा राजा म्हणून अ, अ, गजानन महाराजांचं आहे. साईबाबांचं तर असतंच दर गुरुवार काही ना काही.
हं. बरं. हो, गजानन महाराजांचं पण आहे. बरोबर. असतं साईबाबांचं, असं हो, साईबाबांच्या आधीपासून असायच्या. म्हणजे आत्ता पण आहेत. हं.
त्याच्यानंतर त्याच्यानंतर मध्ये मध्यंतरी बघा, हिंदीमध्ये श्री गणेशा, जय हनुमान ह्या पण सीरियल्स येऊन गेल्या. पण तेव्हा तेवढं हे नव्हतं. पण आता तुम्हाला आवर्जून मराठी अ, चॅनलवर ह्या देवांच्या सीरियल्स संध्याकाळी 7:00 वाजता जे आपण म्हणतो तिन्हीसांज, तेव्हा त्या असतात.
हो. हं. बरोबर. नाही.
म मध्यंतरीत ते जय मल्हार एक खूप अ फेमस झालेलं. खंडोबाच्या जीवनावरची ती. ती रिपीट आहे. ती पुन्हा सुरू केलीये त्या लोकांनी दुसऱ्या एका झीच्या चॅनेलवर आणि ब बऱ्यापैकी काही-काही चॅनेलवर म्हणजे कुठे कुठेही असं म्हणजे सासू सास अ, म्हणतात ना, सासू-सुनेचं भांडण वगैरे, ती 7:00 वाजेच्या दरम्यान नाहीहेत.
हो, हो. जय मल्हार खंडोबांची, बरोबर. हो. बरं. <chuckles>
आणि मग त्यानंतर जे काही सुरू होतात ना, ते सगळे फॅमिली ड्रामाज सुरू होतात.